अगदी बरोबर. हे तर म्हणजे तुम्ही एकदम असं व्यवस्थितपणे तुम्ही सांगितल तर मला ना, एक असं शेवटचं तुम्ही सांगा मला जाता, जाता की जर एखाद्याला जर का कॅफीन सोडायची असेल, तर त्यासाठी तुम्ही काय पर्याय तुम्ही सांगणार? एकतर तुम्ही डिकॅफ सांगितलं, पण त्याच्यासोबत अजून पण काही तुम्ही सांगू शकणार का? की असे काही छोटे ट्रिक्स?
हं. हो ना, खूप छान. म्हणजे मलाच ते उपाय माझ्यासाठी खूप चांगले वाटले की डिकॅफ तर आधी सुरुवातीला मी घेत होते. मग त्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की हळू-हळू बंद करा आणि ह्याच्या जागी तुम्ही ग्रीन टी किंवा काहीतरी प्या. पण त्याची टेस्ट, ग्रीन टीची मला नाही आवडायची. तर मी विचार केला की कॉफीसारखं आणि काय घेऊ मी घेऊ शकते? तर मग तेव्हा मला कळलं की चिकोरी रूट म्हणून असतं. तर ते चिकोरी रूट खूप चांगलं असतं, त्याचे हेल्थ बेनिफिट्स पण चांगले असतात आणि एक फ्लेव्हर त्याचा कॉफीसारखं, सेम कॉफीसारखंच.
हं. बरोबर. अरे वाह! हं. हं. काय म्हणता? हां. मग त्याला कसं बनवतात? हां. तर अरे वाह!
ती पावडर एकदम सेंम कॉफी सारखी दिसते, कॉफी सारखाच त्याचा फ्लेवर असतो, कॉफी सारखंच त्याचं अ, सुगंध असतो.
हां. पहिल्यांदा ऐकत आहे मी. हां. मग त्याला तुम्ही कॉफी सारखं पाण्यात टाकता आणि त्याच्यात अजिबात कॉफ कॅफीन नसतं का?
तर हे चिकोरी रूट हो. नाही. झिरो कॅफीन पण टेस्ट आणि फ्लेव्हर कॉफीचा आणि लूकपण कॉफीसारखा. तर ती एक गोष्ट मी हं <chuckles> ट्राय केली तर मला खूप आवडली आणि मेंटली मला असंच वाटायचं की मी कॉफी पिते, पण ते चिकोरी रूटचं पावडर होतं आणि त्याच्यात पण फ्लेव्हर्स भेटतात.
अरे वाह! हां. अरे वाह! मी हे पहिल्यांदा ऐकत आहे. काय म्हणता? मी हे पहिल्यांदा ऐकत आहे. नक्कीच मला पण बघावं लागेल हे हो. म्हणजे त्याचे तुम्हाला काही दुष्परिणाम झाले का मग? चिकोरी रूट जर का तुम्ही दिवसातून 2-3 वेळा तुम्ही पिलं त्याचं कॉफी बनवून, तर काही त्याचे परिणाम नाही ना?
हेजलनट फ्लेवर भेटतं आणि मिंटसारखं. हां. काही नाही, काही नाही.

अरे बापरे! हे तर भयानक.
तर मी विचारलं, "हे कशाला? तर त्यांनी विचारलं की, "तुम्ही अ, काय किती खातात पितात ते मला सांगा?" मग मी त्यांना सांगितलं की, "मी असं-असं ह्या वेळेस जेवते, एवढी कॉफी पिते." मग ते म्हणाले, "हां, बघितलं, तुम्ही जास्त कॅफीन घेतात ना त्यामुळेच हे अल्सर्स झाले पोटात."
हं. अरे बापरे! म्हणजे भयंकर दुष्परिणाम, हो.
अ, म्हटलं, "हां, इतका भरपूर त्याचा इफेक्ट होतो?" तर ते म्हणाले, "हो एक तर तुम्ही रिकाम्या पोटी कॅफीन पीत जातात कॉफी जितकी वाटेल तशी, त्याच्यावर काही मर्यादा नाही ठेवत आणि वर तुम्ही पाणी पण नाही पीत." म्हणजे 1 कप कॉफी जेव्हा आपण घेतो ना ते 1 कप कॉफी आपल्या शरीरातनं 6 ग्लास पाणी काढून टाकतं.
हं. बरोबर. अगदी बरोबर, अगदी एकदम 100% बरोबर बोलले. हो.
ते डायुरेटिक असतं ना, तर 6 ग्लास पाणी कमी होतं. तर ते म्हणतात, "तुम्ही 1 कप कॉफी जेव्हा घेतात, तर त्यानंतर 6 ग्लास पाणी पितात का?" मी म्हटलं, "नाही." तर ते म्हणतात, "मग तुम्ही 6-6 कप पितात कॉफी दिवसातनं, तर ते विचार करा की तुमच्या शरीरातलं केवढं पाणी कमी होतं आणि त्यानंतर तुम्ही ते पुन्हा भरत पण नाही, परत तेवढं पाणी घेत नाही, मग ते डिहायड्रेशन होतं आणि मग पोटात अल्सर्स होतात."
अरे बापरे! हम्म. म्हणजे भयंकर प्रमाणे भय हो, हं, मग त्यात अ, म्हणजे हे तर ऐकूनच खूप भयंकर वाटत आहे की म्हणजे एवढं डिहायड्रेशन होतं की तुमचं म्हणजे शरीरामध्ये तुमची किती कमतरता होते त्याच्यामुळे म्हणजे जे महत्त्वाचे जे व्हिटॅमिन्स असतात ते आणि किती साऱ्या गोष्टींमध्ये त्याची जसं आपण म्हणतो ना, त्याचे लेव्हल्स कमी होतात. मग आता घरात किंवा ऑफिसमध्ये ना चहा कॉफीच्या वेळी काही खास अशी रीती किंवा संस्कार तुम्ही पाळतात का? की म्हणजे कधी-कधी हा केवळ ऊर्जा नाही, तर अ, जसं आपण म्हणतो ना सोशल रिव्हर आहे, असं वाटतं का तुम्हाला कधी?
हो ना. हं.

हो. म्हणजे सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं, कारण ते एक अ, कॅफीन विथड्रॉवल सिम्प्टम्स पण होतात ना आपल्याला. तर अ, ते म्हणाले की अचानक तुमच्याने होणार नाही तर तुम्ही तुमचं सकाळचं 1 कप कॉफी घ्या आणि त्यानंतर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही नका घेऊ इतका कॉफी. त्या जागेवर तुम्ही डिकॅफ घ्या, म्हणजे तुमच्या क्लायंट मीटिंग पण होऊन जातील आणि समोरच्या माणसाला कळणार नाही की तुम्ही डिकॅफ घेतात ते म्हणून.
हो. हं. बरोबर. हं. डिकॅफ पिता आहे तर म्हणजे खूपच छान ट्रिक आहे, जेणेकरून तुमच्या शरीराला तेवढ्या कॅफीन पण भेटत नाही. आणि मला तर असं ऐकण्यात आलं आहे की डिकॅफ कॉफी मध्ये कॅफीन असतं, पण खूपच कमी प्रमाणात असतं. की जेणेकरून त्यामध्ये म्हणजे असं वाटतही नाही की तुम्ही कॉफी पिली आहे. आणि तुमच्या रात्रीच्या झोपेवरती पण जास्त परिणाम होत नाही. खूपच छान. पण आरोग्याच्या दृष्टिकोनाने जर का आपण याबद्दल बोललो, तर अ, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे असे काय नियम असायला पाहिजे की गर्भावस्था मध्ये कॅफीनचं प्रमाण किती असलं पाहिजे? आणि तुम्ही झोपेबद्दल तर बोलले, पण मग औषधांसोबत कॉफी घेऊ शकतो का? कॅफीन घेऊ शकतो का? काय वाटतं?
हो. न घेतलेलीच बरी ,कारण काय होतं ना की जर आपण एखादा औषध घेत असलो किंवा काही काही माणसं सप्लिमेंट्सपण घेतात. आता माझ्या अ, अनुभवाचंच सांगते की डॉक्टरांनी मला सांगितलं की इतकं भरपूर कॅफीन घेतल्यामुळे काय होतं ना, की अ, कॅफीन कॉफी पिल्याने तुमच्या हाडांमधलं कॅल्शियम पण कमी होतं आणि तुमचे बोन्स वीक होतात. तर मी म्हटलं "अरे बाबा असं पण." म्हणजे फ्रॅक्चरचे रिस्क वाढले आणि तुमचं वय जसं जसं वाढणार तसं ऑस्टिओपोरोसिस व्हायची रिस्क पण तुम्हाला जास्त आहे. तर हे न होण्यासाठी ते म्हणाले की "कॉफी हळू-हळू बंद करून टाका तुम्ही पूर्णपणे." मग मी म्हटलं "ठीक आहे बाबा करायला प्रयत्न करूया." आणि काय आहे ना की जर आपण महिलांसाठी जर का आपण प्रेग्नंट असलो, गर्भावस्था असती. तर त्यावेळेस कॅफीन टाळणं हेच सगळ्यात चांगलं आहे. कारण कॅफीनमुळे आपलं तर डिहायड्रेशन होतच आहे. सोबत बाळावरती पण त्याचा दुष्परिणाम होतो.
हो. हं. बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. हं. अगदी बरोबर. हां. हं. हो ना, हो. हां.

आता काय आहे ना, की चहा आणि कॉफी 2न्हीमध्ये कॅफीन तर असतच, अ, पण अ, असं आपलं एक टेस्ट असतं ना, प्रेफरन्स असतं की काही-काही लोकांना सकाळी उठून चहा आवडतो आणि काही-काही लोकांना कॉफी आवडते. तर मी कॉफी जास्त प्रेफर करते. असं नाही की मला चहा नाही आवडत, कधी-कधी चहा पण बरा वाटतो, जर का पाहुणे आले आणि त्यांना जर चहा आवडतो तर त्यांच्यासोबत घेते मी 1 कप. पण कॉफी मला जास्त प्रिय आहे. तर अ, ऑफिसला पूर्वी जेव्हा जायचे तर तेव्हा सकाळी घरून निघताना 1 कप कॉफी असायचा. मग ऑफिसवर पोहोचल्यावर मग तिथे क्लायंट्सबरोबर मीटिंग किंवा टीम मीटिंग असते, तर तेव्हा आणखीन 1 कप कॉफी पिला.
बरोबर. अगदी बरोबर. हं. बरोबर. हं. अगदी बरोबर. हो. हां. परत 1 कप. हं.
मग नंतर 10-12 वाजले तर आपल्याला असं एनर्जी स्लंप होतं ना, एनर्जी क्रॅश वाटते किंवा थोडं लो फील होतं, लंचच्या अगोदर. तर तेव्हा मग आणखीन 1 कप घेतला. मग लंचच्या नंतर झोप येणं न नये यासाठी आणखीन 1 कप पिला. तर असं माझं दिवसातून ना 6-7 कप कॉफी तर ऑफिस क संपेपर्यंतच प्यायचे. म्हणजे लास्ट मला वाटतं अ, कप मी माझं कॉफीचं घ्यायचे 6 वाजता. तर यामुळे काय व्हायचं की रात्रीची झोप मला बरोबर नाही यायची, कारण शरीरात इतकं भरपूर कॅफीन असायचं ना आणि ते कॉफीचं एडिक्शन झालं होतं, की कॉफी जर मला नाही मिळाली 1-1 2-2 तासांनी तर मला एकदम रेस्टलेस वाटायचं, की आता मी काय करू? काय करू? काय नाही करू, कॉफी पाहिजे आत्ताच्या आत्ता हवी, असं वाटायचं.
हो ना. हं. अरे बापरे! हं. अरे काय म्हणता? हां. हं. अगदी बरोबर. हं, अरे बापरे! मग अ, तुम्हाला म्हणजे झोप कमी येणं ना हा एक दुष्परिणाम तुम्हाला झाला. पण मग अ, तुम्हाला मला सांगा, हे जेव्हा तुम्हाला कळालं, की आता कॅफीनमध्ये बघा, कॉफीमध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं, चहामध्ये कॅफीनचं प्रमाण हा थोडं कमी असतो. पण यामध्ये तुम्ही काय लिमिटेशन सेट केले स्वतःसाठी? म्हणजे आता फक्त सकाळीच पिता? का फक्त सकाळीही आणि थोडीशी दुपारी? काय करता आता, तुमचा काय सध्या टाईम टेबल काय आहे तुमचा?
हं. हो.